तुमची अ, टु डू लिस्ट जी आहे, ती तुम्ही कशी तयार करतात? म्हणजे जसं, की अ, कागदावरती असते तर आजकालचं जे अ, आपण म्हणतो ना टेक्नॉलॉजी जी वापरतो ॲपवर, तशी तुम्ही करता?
हं. मी ना अ, पहिलं मी सांगतो मी टु डू लिस्ट का वापरतो? का की ना टु डू लिस्ट काय असतं तुमचं फक्त एकदम मस्तिष्क क्लिअर असतं की तुम्हाला काय करायचंय आणि कधी करायचं. एवढं नेमकं की तुम्ही त्याच्यामध्ये टाईम पण टाकू शकता.
बर.
की कधी करू शकतो? कसं करायचं? आणि मी तुम्हाला सांगतो, मी टु डू लिस्ट बनवणं कधी शिकला माहिती तुम्हाला? मी अ, जेव्हा अ, 2019 मध्ये अ, माझी जॉब लागली होती. 1 ली जॉब होती माझी. तर तिथे ना, माझा एक सेशन झाला होता, तिथेल त्यांनी सांगितलं, की "स्वतःकडे एक डायरी ली घ्यायची अन् त्या डायरीमध्ये तुम्ही सकाळी आला, तर 10 मिनिटांसाठी लिहा, तुम्ही काय-काय करणार आहे? आणि की न किती वाजता करणार आहे? आणि त्याच्यात कित किती टाईम लागणार? त्याला तुम्ही टु डू लिस्ट बोला."
हां, हां. अच्छा. हं, हं. अच्छा.
मला ती सवय आजपर्यंत आहे. तर मी हा. तर मी आज जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये जातो माझ्या, तर मग मी पहिले घरी बसून रात्री जसं मला सोमवारी अ, जायचं आहे कंपनीला तर मी रविवारी रात्री बसतो आणि पहिले लिहितो की हा टू डू आहे सोमवारचा. ह्याच्यामध्ये मला वर्करांशी बोलायचंय, मला काय करायचंय. याच्याने काय होतं टू डू लिस्टनं तुमचा एक दिवस पूर्ण प्लॅन करून ठेवतो.
अरे वाह! <chuckles> हं, हं. हं, हं. नक्कीच.
आणि तुम्ही टू डू लिस्ट तयार करण्यासाठी सर्वात पहिले मन शांत करा आणि विचार करा की तुम्हाला तुमचा टाईम कुठे-कुठे आणि कधी-कधी डयाचाय द्यायचाय. तर त्याच्याने काय होतं ना की तुम्ही जसंच टू डू लिस्ट रेडी केली तर तुम्हाला असं क्लिअरिटी येते की आता मला आज हे करायचं आहे आणि फक्त एवढंच करायचंय, ना पुढे काही, ना पाठेमागे काही.
हं, हं.
त्याच्यानी टू डू लिस्टनी तुम्हाला असं खूप काही समजून घेतो. बरोबर.
बरोबर. नक्कीच. मग ती तुम्ही अ, कशावर प्रिफर करता, कागदावर की आपल्या टेक्नॉलॉजीने?
मी ना टू डू लिस्ट 2 बनवतो. पहिली असते माझी पर्सनल आणि दुसरी असते प्रोफेशनल. प्रोफेशनल मी डायरीवर बनवतो आणि पर्सनल मी ना अ, एक ॲप आहे त्याला MindServ करून एक ॲप आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी लिहून घेतो. नाहीतर किंवा नोट्समध्ये टाकतो. की अगर तू ऑफिसमध्ये आज आला, तर तुझी पर्सनल काय ग्रोथ झाली? तू काय नवीन शिकला? तर मी त्या ऑफिसच्या 8 तासांमधनं 1 तास या मग अर्धा तास असं काढतो, की मी काही नवीन शिकू शकू. कधी डिझाइनमध्ये गेलो, कधी स्टोअरमध्ये गेलो, कधी अकाउंट्समध्ये गेलो. असं की स्वतःला कसं अपग्रेड करून घ्यायचं, कसं नवं करायचं स्वतःला. अशी नवी-नवी गोष्ट शिकून घ्यायची. हे मी 2 अ, वापरतो टू डू लिस्ट. त्याच्यामध्ये एक कामाबद्दल लिहितो अ, की ऑफिसमध्ये काय करायचं आणि दुसऱ्यामध्ये मी मला स्वतःसाठी काय करायचं आहे.
अच्छा. हां, हां. हं, हं. हां. बरोबर. नक्कीच. मग अ, तुम्ही हे लक्षात ठेवण्यासाठी आणि असं पूर्ण करण्यासाठी अ, कुठले असे ठराविक नियम पाळता का?
पहा अ, जेव्हा तुम्ही टू डू लिस्ट बनवली ना, तेव्हाच तुम्ही ठराविक नियम पाळले. कारण की तो सर्वात 1ला नियम जेव्हा तुम्ही टू डू लिस्ट बनवली, तर तुम्हाला तुमच्या ज्या कंपनीचा टाईम किंवा तुमचा जो पर्सनल टाईम आहे. तो संप संपण्याच्या पहिले ती टू-डू लिस्टचं कामं संपले पाहिजे. तेव्हाच तुम्ही सक्सेसफुल आहे त्या टू-डू लिस्टसाठी. कसं असतं
हं. हं, हं. अच्छा. हां, हां.
की कधी-कधी आपण करतो ना की माझं काय अ, मी पहिले अ, त्याच्यामध्ये होतो अ, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. आता माझं काम झालंय कंटेंट क्रिएशनचं. पूर्ण पूर्ण एकदम अ, अ, शिफ्ट झालंय. तर माझ्यासाठी टू-डू लिस्ट खूप गरजेची असते. की मला आज 4 स्क्रिप्ट बनवायच्या आहेत, 3 शूट करायचे आहेत. 2 लोकांना बोलाय अ, 2 लोकांशी बोलायला जायचं आहे. काही अ, प्रॉडक्टवर रिसर्च करायची आहे. हे माझं काम आहे. तर मला ना ते काम अगर मी लिहिलं तर मला एक एकदम क्लॅरिटी येते की मला आता हे, हे करायचंय आणि त्या टाईमामध्ये ना तुम्ही एक बफर टाईम ठेवा.
हं. अच्छा. हां, हां.
नेमका कसा की तुम्ही अ, ऑफिस म ऑफिसमध्ये गेला तुमच्या बॉसनी काही काम दिलं. आता ते काम तुमच्या लिस्टमध्ये नव्हतं. पण ते बफरमध्ये एड होऊ शकतो ना. तुम्ही तो बफर हमेशा ठेवायला पाहिजे. काय ते तुम्हाला कधी पण कामास येऊ शकतो. तर टू डू लिस्ट आपण म्हणूनच तयार करतो, की आपल्याला क्लियर क्लियारिटी भेटायला पाहिजे.
हो कसं? हां, हां. बरोबर. बरोबर आहे तो, मग अ, असं जे तुम्ही सांगताय की असं अ, कामांचं जसं तुम्ही बोललात आणि आता कामाचं स्वरूपही तुमचं बदललेलं आहे. मग तसं कामांच्या याच्यात आणि मग वैयक्तिक अ, आयुष्यातले जे टास्क आहे. हे तुम्ही कसे समक्रमित करतात?
हं. हं, हं. दोघांना अ, एकमेकांच संतुलन बनवून चालवायला पडतो. काय ना? की तुम्हाला माहिती आहे, की काम तुम्हाला पैसा देतोय बरोबर. पण तुमची जो पर्सनल ग्रोथ आहे, ती तुमच्या जो वैयक्तिक अ, तुमची अ, जो अ, शैली आहे. ती तुम्हाला बदलायची आहे ना तुम्हाला असं नव सतत नवीन काही शिकायला पडेल. जसं कसं की आपले जे आई-बाबा आहेत त्यांना पेपर वाचणं खूप आवडतं. का? कारण की त्यांना ते देश-दुनियाामध्ये काय चाललेलं आहे त्यांना ते माहिती करायचं आहे. बरोबर.
हं, हं. हो. हं, हं. हो, हो.
हे पण एक त्यांचा एक नवा रूप आहे. की भाई, मला आठवण मला माहिती पहायला पाहिजे, काय झालं होतं? कधी झालं होतं? आणि कसं झालं पाहिजे? बरोबर. तर हे माझं आहे, की अगर तुम्हाला असं वाटतं, की तुम्हाला जगाशी पुढे व्हायचं आहे, तर तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट द्यायला पडते. आणि त्याला संतुलन करण्यासाठी तुम्ही काय करा. 8 घंटे ऑफिसमध्ये आहे. 8 तास ऑफिसचे दिले. घरी आला, ऑफिसला काही नका देऊ तास. काही जरू गरज नाही ऑफिसचं काहीही काम करण्याची. 10 मिनिटं लागतात. टू डू लिस्ट बनवा आणि त्याला साइड करा. त्याच्यानंतर स्वतःची टू डू लिस्ट पहा, की आता मला आज मला काय-काय करायचं आहे. ताकी अगर आपण हे विचार केलं, की आपल्याला सतत काही नवं शिकून घ्यायचं आहे, तर आपण नक्कीच शिकू शकतो. आणि आपण स्वतःला कसं, आज मी खूप दमलो आहे. आता माझ्याशी नाही होणार. अगर आपण सतत स्वतःला काही ना काही काय म्हणतात त्याला, की आपण स्वतःला बहाने दिले ना
हो. हं, हं. हं. बरोबर. हां. हां. हं.
तर आपलं स्वतःच मोटिव्हेशन पण कमी होतो. आपलं, आपलं ज्ञान पण कमी होतो आणि आपण ना, लोकांशी खूप पाठीमागे राहून जातो. बरोबर.
किंवा विश्वास आहे पण. हां, बरोबर. नक्कीच. बरोबर आहे, म्हणजे अ, तो समतोल साधण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा नक्कीच अ, विचार करावा लागतो.
अ, खूप आणि आजच्या काळामध्ये खूप गरज आहे त्याची. पहिले कसं होतं ना पहिले एवढं अ, भागदौड नव्हती. पहिले असं कसं आई-बाबा आपले होते, ते आई घराचं कामं करायची आणि बाबा ऑफिस जायचे.
अ हो.
आणि आज कसं आहे, आज नवरा-बायको दोघी कामावर लागलेले आहेत. बरोबर? मग त्यांना माहिती आहे, की अगर आपण कुठे थांबलो तर आपली जो येणारी जनरेशन आहे त्यांना त्रास होऊ शकतो. तर आपल्याला पहिलेच तयारी करून ठेवायला पाहिजे.
हं. हो. गुरु. नक्कीच. मग असं कधी अ, झालंय का, की आपण म्हणतो ना, की आता जसं तुम्ही बोललात, की आपण ॲप वापरतो. अ, त्याच्यात सगळं स्टोअर करतो. मग असं अ, तुम्ही कधी हे ठेवलेलं आहेत का? की कधी कुठले टास्क डिलीट करायचे किंवा कधी कुठले बघा आपण डि डिले पण करतो, की हे नंतर करूया असं. असं काही तुमची आहे का तशी यादी?
हो. हो, बरोबर. मी ना, माझं असं थोडंसं मी काय क्लासेस घ्यायचा. हे जो प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी असतात ना, ते क्लासेस मी घ्यायचा. तर मी स्वतःला असा टास्क द्यायचो. माझी 3 शीट बनलेली होती. पहिली होती टू डू लिस्ट तुम्हाला आज करायचं आहे. दुसरी राहायची, जी प्रॉडक्टिव्ह लिस्ट ये, मतलब जे मला 1 महिन्याच्या आतमध्ये खतम करायचं आहे. आणि एक असायचा ट्वेल्व वीक गोल प्लॅन. त्याच्यामध्ये मी काय करायचो, मला जो 1 वर्षामध्ये जो कामं करायची आहे ना, ती मला 12 वीकमध्ये त्यांना छोट्या-छोट्या भागांमध्ये तोडून त्याचे थोडे-थोडे भाग करायचे आहेत. ताकी त्या, त्या कामाला होण्यामध्ये किती टाईम लागतोय ते मला दिसणार नाही आणि ते काम आपल्या आप होऊन पण जाणार. कसं असतं ना, की अगर तुम्हाला तुम्हाला सांगितलं कोणी, की अ, तुला गाडी घ्यायची आहे, तुम्ही काय करणार?
हं. अच्छा. हं, हं. हां. हं, हं. हां.
तुम्ही पहिले विचार करणार, की मला गाडी घ्यायची आहे. आता मला माझ्याकडे पैसे आहेत का? नाही आहे. तर पहिले मला काय विचार करायचा आहे, की माझ्याकडे पैसे कसे येणार? बरोबर?
हो. बरोबर.
तर तुम्ही बोलणार, बँकशी लोन घेतो. भेटतो. आरामाने फायनान्स करू शकतो. पण फायनान्सच्या आधी काय लागेल? फायनान्सच्या आधी तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील. बरोबर? आणि डॉक्युमेंटच्या बरोबर तुम्हाला लागेल एक छोटासा डाउन पेमेंट.
हो, हो.
की, ज्याची ज्याला तुम्ही स्टार्टिंग अमाउंट देणार, जसं 30,000 दिला, तुम्ही एक गाडी दीड लाखाची घेतली, तर तो तुम्हाला अमाउंट किती पडला, तर ते तुम्ही पूर्ण असं प्रोसेस करणार, बरोबर?
हां. हो, हो.
तर त्या प्रोसेस, ती अचानक नाही होत. त्याला टाईम लागतो आणि आपण असं, स्टेप बाय स्टेप चालतो. आणि माझं काय मत आहे ना, की आपल्याला कोणतंही कामाला असं मोठं काम असेल ना, त्याला असं, अ, जो अ, छोटे-छोटे पावलांमध्ये असं तोडून घ्यायचं. तर ते काम कधी होतो, कसं होतो तुम्हाला माहीत पण नव्हतं. आणि एकदम हुश झालं.
हं, हं. बरोबर. हां.
आणि ते खूप मोठं काम होतं. पण ते आसानीने झालं. हे माझं मत आहे असं.
हां, हां. नक्कीच. शेवटी ते आपल्यावर असतं, की आपण कसं ते सगळं, अ, हाताळतोय ह्या गोष्टी. पण मग अ, आता अशी जी तुम्ही सांगतायत, की ही सगळी जीवनशैली आपली झालेली आहे, म्हणजे कामांचं, घरातलं आणि आपलं पण असं काहीतरी वैयक्तिक आयुष्य असतं. त्याच्यामध्ये जर हे असं नीट नाही चाललं, जे पण आपण, तुम्ही जे ठरवलेलं आहे, तर मग तुम्ही त्याच्यात कसा बदल करता? कारण असं कधी ना कधी तर होतच असेल ना की, असं नीट नाही चाललं किंवा पाहिजे तसं नाही झालं.
बरोबर. हो, बरोबर. बरं. हो, बरोबर. असं असतं ना कधी-कधी, की तुम्ही जे प्लॅन केलेला आहे स्वतःसाठी तर तुम्हाला कधी अ, कोणाच्या फंक्शनमध्ये जायला पडलं. तुम्हाला तो टाईम नाही भेटला.
हं, हं.
का, की काय मेन खेळ कशाचा आहे? समय. तुमच्याकडे अगर टाईम आहे तर तुम्ही काहीही करू शकता. आणि तो टाईम तुम्ही कुठे दिला? तर तो टाईम आता तुम्हाला कसं मॅनेज करायचं आहे? त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकतात? आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय असतात ते, की तुम्हाला तुमच्या आयुष्याबरोबर काय करू इच्छितो आहे तुम्ही? तुम्हाला कसं त्याला बनवायचं आहे? आपलं आयुष्य आणि आपलं येणारं जीवन मतलब कसं, तो जो कुम्हार तो पय्यामध्ये लावून ती माटी चालवतो ना, त्याला आपल्याला असा आकार द्यायचं आहे. आता ते तुमच्यावर आहे की तुम्ही त किती टाईम त्याला देतात आणि कसं करतात. माझं असं मत आहे, की अगर चला, तुम्ही एक दिवस काम नाही केलं, तुमच्या स्वप्नांवर एक दिवस काम नाही केलं तुम्ही, तुम्ही त्याला सोडलं, की ठीक आहे मला आज फंक्शनमध्ये जायचं आहे.
हो ना. हं, हं. हं, हं. बरोबर. हां, हां. हं, हं.
पण काय तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याच्यावर थोडा अजून टाईम दिला? की मी जो काल नाही केला तर मी आज थोडंसं अजून करू शकतो.
हां. बरोबर.
माझा असा व्यक्तिगत अनुभव आहे की काय असतं ना अगर आपण अ, कोणतीही अ व्यक्ती, वस्तू, विशेष, याला टाळत गेलो ना, तर ती आपल्याशी दूर होत जाते. कसं की तुम्ही स्वप्न बघितलंय, की मला गाडी घ्यायची आहे पण तुम्ही त्या स्वप्नासाठी काहीच नाही करत आहे. ना तुम्ही पैसा गोळा करत आहेत, ना तुम्ही बँकशी गोष्टी केली. तर मग ते फक्त स्वप्न बघून, स्वप्न खरे नाही होत; त्यासाठी तुम्हाला मेहनत करायला पडते आणि स्वतःला ना काही असं ठामपणे बोलायला पडतो, की नाही "तुला करायला पडेल, तुझं करायचं हे कर्तव्य आहे." तर आपण त्या हिशोबाने खूप काही करू शकतो.
हां, हां. हां, हां. बरोबर. हं, हं. बरोबर आहे. मग अ, समजा आता अ, हे जर आपण म्हणतात ना जर कोणी ऐकतंय किंवा कोणाला याबद्दल असं रुटीन करायचं आहे, तर तुम्ही अ, काही सुचवाल का अशा छोट्या गोष्टी, की हो, हे असं चांगलं होऊ शकतं?
हो. ह्याच्यामध्ये तुम्ही ना अ, सगळ्यात मोठी गोष्ट नका बनवू टू डू लिस्ट. तुमच्याशी नाही बनणार ना? नका बनवू. सुरुवात करा जर्नलिंगनी तुम्ही डायरी लिहा. मी नाही म्हणत की तुम्ही हे लिहा की तुम्ही अ, अ, पहिलेच लिहून घ्या की मला हे, हे करायचंय. नाही तुम्ही हे लिहा की आज तुम्ही काय केलं? तर तुम्हाला जर टू डू लिस्टची सुरुवात करायची आहे ना, तर तुम्हाला पहिले लिहिण्याची सवय टाकायला पडेल. काय असतं टू डू लिस्ट तेव्हा बनते जेव्हा तुमचं मन शांत असेल. मन शांत करण्यासाठी तुम्ही, तुमच्या पूर्ण विचारांना एक कागदावर एक डायरीवर काढा. तुमचं मन झालं शांत, आता तुम्ही टू डू लिस्ट बनवू शकता. आता तुमचं पूर्ण मस्तिष्क एकदम साफ झालेलं आहे. सर्वे जाळे साफ झाले. आता तुम्ही आरामाने एक असा टू डू लिस्ट बनवा आणि त्याच्यावर काम करा. त्याच्याने काय होणार आहे त्याच्याने दोन वस्तू होणार. पहिले मन शांत झालं आणि दुसरं तुम्ही नेमकं उद्या काय करायचं त्याची यादी पण तयार झालेली आहे.
हां. बरं हां. हं, हं. हां हं. हां. बरोबर. हां, हां.
ताकी टू डू लिस्ट म्हणजे आपली आईने दिलेली सामानाची यादी नाही. तुमच्या भविष्याची आणि चरित्राची यादी आहे. अगर तुम्ही असे टू डू लिस्ट ठामपणे बनवली ना, तुम्ही काहीही करू शकता. खूप मोठी गोष्ट नाही करत आहे, पण कसं आहे अगर तुम्ही टू डू लिस्ट नेमकं रोज बनवली ना, तर तुम्हाला एक ना एक दिवस त्याचा एकदम छान परिणाम अनुभवला जरूर येईल.
नक्की. हं. नक्कीच. अगदीच म्हणजे अ, तुम्ही खरंच खूप छान सांगितलं, म्हणजे तुमचा अनुभव जो तुम्ही अ, जोडला त्याला की तुम्ही सुरुवात कशी केली आणि का टू डू लिस्ट बनवायची. आणि अ, नक्कीच अ, त्याच्यावर असे छान उपाय सुचवले. म्हणजे आवडलेत मला, मी पण काही बदल करेल माझ्या आयुष्यामध्ये कारण ह्या गोष्टी लागतातच, अ, लागतातच आणि गरजेचं असतं हे सगळं काही तर नक्कीच तुमच्याशी बोलून आणि हा संवाद साधून खरंच खूप छान वाटलं. पुन्हा नक्कीच आपण दुसऱ्या विषयावर बोलूया हं.
हां, हां. बरोबर. <chuckles> हां, जरूर, जरूर करा. बरोबर. मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. बिलकुल, जरूर. बिलकुल बोलूया. धन्यवाद.
हो धन्यवाद.